बघा, टेक्नॉलॉजी तर ही चांगलीच आहे. आणि म्हटलं की आपण जर बाहेर राहतो आहे. बाहेर दुग ऊ अ, दुसऱ्या सिटीमध्ये राहतोय किंवा दुसऱ्या दे परदेशात राहतोय. तर मग कसं आहे की आपल्याला जुळून राहणे. मग त्यानंतर आपल्याला फेस टू फेस बोलणं खूप आवडतं ना, आपल्या परिवारासोबत. तर मग त्याच्यामुळे व्हिडिओ कॉल्सच्या माध्यमातनं आपण बोलत असतो. दैनंदिन आपण, म्हणजे आपले वडील आपण बघतच असणार की WhatsAppवरती आपल्याला मोटिव्हेशनल कोट्स पाठवत असतात जेणेकरून, तो एक इमोशनल कनेक्ट आपल्यामध्ये असतो दोघींमध्ये. आणि आपल्याला ते मोटिव्हेट करण्याचं काम करत असतात वारंवार. तर हे कसे कसं काय करणार? हे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातनं WhatsAppच्या माध्यमातनं, अ, व्हिडिओ कॉल्सच्या माध्यमातनं, आईला आपली काळजी असते. रोज आईला तिचा मुलगा, बघण्याचं हे असतं ना, आतुरता असते. हो.
हो, ना. नक्कीच. हो, हो, हो. नक्कीच. <exhales> अगदी. हो. काय खातोय, काय करतोय. हो. तर आता हे बघा ना, आता आपण घरात नाही का सगळ्या आपण पाहिलं की सगळेच जण टेक्नॉलॉजी वापरतात, सगळ्यांकडे फोन वगैरे आहेत. तर आता पिढ्या वेगवेगळ्या असतात ना, लहान मुलं असतात, तरुण असतात, मधल्या वयाची लोकं आणि आपल्या आजी-आजोबा, वरिष्ठ लोक असे खूप प्रकारची लोक आपल्या घरात असतात, कुटुंबात असतात. तर कुठे ना कुठेतरी वेगळा असा काही संवाद करायला लागतो का अशा लोकांशी?
तर मग हं. बरोबर. हो. हं. बरोबर. बघा ना, आपल्या घरामध्ये कसं आहे हं, हं, हं.
भाषा तर वेगळी असतेच. पण तरी म्हणजे असं म्हणजे टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने, असं काही वेगळं करत म्हणजे करतो का आपण?